अ, खरं तर अ, असं बळी द्यायला नाही पाहिजे, म्हणजे आपण तो पण एक त्याला प त्याला पण जीव आहे.
हं, हम्म. हं, हं, हं, हं.
तर तो बळी का देतात? तो राक्षस जो असतो, ज्या देवीने त्या राक्षसाचा बळी दिला आहे, त्या राक्षसासाठी आपण त्या प्राण्यांचा बळी देतो. कोणत्याच देवाला मांसाहारी भोग लागत नाही
हं, हं, हं. हं. अच्छा. हं, हं, हं, हं. हां, देवाला स्वतःला लागत नाही, बट जे काही परंपरा चालत आल्यात ना, त्या लोकांनी कंटिन्यू केलेल्या आहे.
कारण की स्वतःला लागत नाही. हां, तर त्या जुन्या परंपरा आपल्याला तोडायला पाहिजे. तर ती सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे.
हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे
आणि अ, सणासाठी मेनू ठरवताना आपल्याला सगळ्यांची लोकसंख्या पण बघायला पाहिजे, की त्यानुसार आपल्याला
हां, बिलकुल, कारण खूपदा काय होतं माहिती आहे का, आपण बनवतो थोडं आणि लोक येतात जास्त.
प्रमाण चुकतो. प्रमाण चुकतो त्यासाठी आपल्याला त्याची पूर्वतयारी करावी लागते, लोकांचा अंदाज घेऊन, नाही का. एवढे लोकं येणार आहेत, तर कसं पुरणार? आता जर आपण अ, 20 लोकं येणार असेल आणि 1 लिटर दुधाची खीर बनवली, ती पुरणारच नाही ना. तर त्यासाठी आपल्याला तेवढ्या प्रमाणात 2 ते अ, 5 लिटर दूध घ्यावं लागेल तरच ती पुरणार. कारण की आपण असं नाही म्हणू शकत अ, की अ, "तुम्ही 1च वाटी घेतली. आता संपलं." मग ते आपलं एक इंप्रेशन बॅड पडतं.
हं, हं, हं. अगदी बरोबर. बॅड पडतं. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच.
तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला अ, काळजी घ्यावी लागते. प्रत्येक हां, संख्या संख्या खूप महत्वाची आहे त्यासाठी.
अगदी बरोबर. हो, नाही तर काय होतं, म्हणजे घरी पाहुणे हां, बोला.
आणि कोणकोणते पदार्थ हां. आणि कोणकोणते पदार्थ असे असतात ना की त्याला प्रॉपर त्या अ, भांड्यातच बनवावे लागतात. म्हणजे आता आपण तिथं प्रेशर कुकर, इन्स्टंट होईल म्हणून ते वापरू नाही शकत.

अ, स दिवाळी म्हटलं की आपल्याला घेणं-देणं आलं. लोकांना आपल्याला डब्बे द्यायचे असतात, फराळ द्यायचं असतं. तर आमच्या घरात आहे ना 5-10 दिवसापूर्वीपासून तयारी सुरू होते, म्हणजे सामान भरण्यापासून. म्हणजे किती जणांना कोई किती डब्बे द्यायचे आहेत? आपल्या घरी पाहुणे किती येणार आहेत? आणि गावाकडून वगैरे सगळे लोकं आपल्याकडे पाहुणे राहायला येतात, मग त्यांचा आकडा काढून तसं सामान भरावं लागतं, मार्केटमधून. मग सामान भरल्यानंतर मग त्याची सगळीच अ, सगळी साफ-सफाई करून म्हणजे नाही का? त्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर सगळं त्याचं अ, करावी लागते तयारी आणि चकलीसाठी भाजणी तया तयारी करावी लागते.
हं. हं. अच्छा. हं. हो, हो, हो. हो, हो. हो, हो. हं.
हां, मग त्याच्या आधीच ते अ, पीठ वगैरे त्याचं बारीक करून आणावं लागतं गिरणीतून. मग अशी सगळी धाव-पळ असते.
हो, हो, हो. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि गोड-धोडामध्ये तुम्ही काय सांगितलं होतं? काय करायला आवडतं तुम्हाला म्हणजे?
ह्या गोष्टी सगळ्या अशा अ, दिवाळीमध्ये का?
हां, म्हणजे प्रत्येकच सणांमध्ये कोणचा असा गोड पदार्थ तुम्हाला जास्त खावा वाटतो? जसे की खीर झाली खूपदा, नाही का?
हां, मला बासुंदी आणि खीर खूप आवडते. दुधाचे पदार्थ खूप आवडतात मला.
अच्छा, अच्छा.
दुधाच्या प नाही का? आणि आम्ही ना असं नाहीये, की ठीक आहे आपले हिंदू सण आहेत अ, म्हणून आपण हे करायचं. आता ईद वगैरे जरी असेल ना, नाही का? तेव्हा पण आम्ही घरामध्ये आहे ना अ, शीरखुर्मा बनवून पितो, कारण की ते आम्हाला आवडतं.
हं. हम्म. अरे वाह! काय बोलताय? हां, हां, हां, हां. मग तुम्ही तुमचे जे, म्हणजे नाही का ते धर्मीय, मुस्लिम धर्मीय लोक आहे त्यांना बोलवता का शीरखुर्मा खायला वगैरे?
हम्म. नाय, नाय. बोलवत नाही. ॲक्चुअली ते आजीला आम आमच्या आजीचे कोण ओळखीचे होते तेव्हा, तर त्यांनी त्यांना शिकवलं होतं. तर आजीला छान जमतं बनवायला. तर त्यामुळे मग आमच्या घरात ते पहिल्यापासून ईद असेल ना, तर आमच्या घरी पण नक्कीच शीरखुर्मा बनतो आणि तो सगळ्यांना आवडतो.
अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. शीरखुर्मा बनतो, अरे वाह! म्हणजे एक अ, काय म्हणतात ना स
आणि त्याचं पण आहे ते प्रमाण आहे. ते आजीलाच अचूक जमतं. आम्ही बनवलं ना ते खीर होऊन जाते.
अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे सर्वधर्म-समभाव ही कुठेतरी तुम्ही जोपासता.
हां. हां, जोपासतो.

हां. त्यानंतर होळी येते आणि अ, परत अ, जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा येते. तेव्हा पण आपल्या इथे अ, वेगवेगळ्या प्रकारचे मेनू बनत असतात. म्हणजे त्या दिवशी अ, आपण पुरणपोळी किंवा बटाट्याची भाजी, पनीरची भाजी असे पण मेनू बनवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा अजून एक आवडता सण म्हणजे गणपती. गणपतीमध्ये गणपती बाप्पाला लागतो मोदक. मोदक आणि त्या मोदकामध्ये पण आहेत 2 प्रकार. एक आहे उकडीचा आणि एक आहे तळलेला. तर ते पण आपण बनू बनवू शकतो.
हं, हं. बरोबर. अरे वाह, वाह, वाह! मोदक उकडीचे. हो, हो. तळलेलं. तर यातलं म्हणजे तुम्ही कोणत्याला प्राधान्य देता? उकडीच्या मोदकाला देता का त्या तळलेल्या?
मला त हां. मला तळलेले मोदक खूप आवडतात आणि त्या तळलेल्या मोदकमध्ये मोदक बनवताना मला खवा आवडतो त्यामध्ये. तर त्याची टेस्ट एवढी सुरेख लागते ना. मस्त! चवीला तर लय भारी लागतो.
अच्छा. अरे वाह, वाह! हां, हां. अच्छा. अच्छा. आणखी दिवाळी वगैरेचं काय सांगाल?
हां, दिवाळीमध्ये तर अ, आपण अ, फराळ तर बनवतोच लाडू, करंजी, शंकरपाळ्या, चिवडा, वगैरे. हे असतंच आपल्याकडे. पण त्या दिवशी आपण स्वीट म्हणून खीर किंवा बासुंदी, रबडी या गोष्टीपण आपण पाहुण्यांसाठी अ, बनवतो.
हं, हं. हं, हं, हं, हं, हं.
आणि मार्केटमध्ये कसं ते अवेलेबल असतं.
अच्छा, अच्छा, अच्छा.
आणि मेन म्हणजे आता बघा ठीक आहे सगळे सर्व सर्वजण म्हणजे वेगवेगळे सण साजरे करतात आणि कोजागिरीला कोजागिरी पौर्णिमा असते. त्या दिवशी एक फिक्स मेनू असतो तो म्हणजे अ, मसाला दूध.
हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं.
हां. तर त्या दिवशी काय होतं एवढी तारांबळ होते ना, कारण की अ, सगळीकडे अ, कार्यक्रम सगळ्या मंडळामध्ये कार्यक्रम असतं. त्यामुळे दूध
हो आणि त्यामुळे बघा ना दुधांची एकदम कमतरता भासते. म्हणजे दूध आधीच ऑर्डर करून ठेवावं लागतं.
कमतरता भासते. हां. एक दिवसा नाही तर दोन दिवसा अगोदरच दूध आणून आणून तापून फ्रिजमध्ये ठेवावं लागतं, तरच ते आपलं कार्यक्रम होईल. नाहीतर दुधाची कमतरता एवढी भासते तर एक एके वेळेस असं झालं होतं आमचा फंक्शन होता असंच म्हणजे अ, गल्लीमध्ये कार्यक्रम होता आणि एवढे लोकं होते, 100-1 त्यांना तर सगळ्यांना दूध लागेल ना? आणि दूध आणायला गेलो आणि दूधच संपलं.
हो, हो. हं, हं, हं. हं. अच्छा. हं, हं. बरोबर.